हो, ते बाल्कनीमध्ये आमच्या तिथेही होतं ना मग तिथे मी खाली अशी अ हे लावली आहे, बादली लावली आहे त्याच्याबरोबर खाली. तर त्याच्यात ते पाणी जेवढं वापरेल, तेवढं स्टोअर होतं ना मग अ, ते मी कुंड्यांना किंवा असंच वापरते, झाडांनाच देते.
हो. हां. अच्छा, फ्लोअर क्लीनिंग वगैरेसाठीही वापरू शकतो. बरोबर आहे.
हं, हो, हो. वापरू शकता, पण मीही तसं ते त्याच्यात टाकते. मी तसं काही असं इश्यू नाही आहे. आणि फोर फ्लोअर क्लीनिंगसाठी मग ते अ, चावी म्हणजे त्यातून पाणी येतं ते वापरते म्हणजे साधारण सांगते की 3 रूम एका बादलीत घ्यायच्या म्हणून. आणि बाकीच्या 3 रूम आहेत त्या एका बादलीत घ्यायच्या म्हणजे स्वच्छ पण होतं आणि ते पाणी बदललं जातं ना. काळं पाणी होतं ते बेसिकली म्हणून.
अरे. हां, हां. हो. हां. हां. हो, हो. म्हणजे त्याचंही नियोजन तुम्ही ठरवून दिलंय. अरे वाह! खूपच छान.
हो, हो. आणि ते बाहेर आम्ही ह्याच्यात टाकतो पाणी, हां. तिथे बाहेर आमची गटर आहे कारण त्यात केमिकल्स असतात अ, फिनाइल असतं मग ते झाडांना टाकून तर अ अ, हेच होतं ना, मग ते पुन्हा सजीव झाडांना त्याचा हे होतो, मग तसं नियोजन असतं माझं साधारण. हो. हां, अगदी तुम्ही पर तो पॉइंट मला फार आवडला फोर फ्लोअर क्लीनिंग आपण वापरू शकतो ते एसीचं पाणी, ते माझ्या डोक्यात नव्हतं. तुम्ही सांगितलं बरं झालं.
हो, का. हां, हां. हो. नाही, नाही. हो, हो. अगदी व्यवस्थित. हो, हो. हो, म्हणजे मीही वापरते ते आरोचं सुद्धा जे रिजेक्टेड पाणी असतं ना ते मी वापरते म्हणूनच मी म्हटलं, तुम्ही वापरतात का म्हणजे तुम्हीही वापरतात का म्हणून असं? हो.
हां. ते आरोचं मी ते ह्याच्यात अ, स्वयंपाकालाच युज करते कारण की ते चांगलं असतं म्हणून सांगितलंय, म्हणून मग मी ते स्वयंपाकासाठी युज करते आणि असं-तसं ते उकळून त्यातलं काही असेल तर ते म मरून निघूनच जातं ना म्हणून मग एवढं इश्यू नाही. हो.
हो. हो, बरोबर आहे. हां. नाही आणि असं म्हणजे हे एवढं सगळं पाणी वाचवण्यामागे तुमचं काही म्हणजे असं काही भावना जुळल्या किंवा एखादी काही असं कारण आहे का ह्याच्यामागे, की तुम्हाला कधीपासून सवय लागली ही पाणी वाचवायचं वगैरे?
अ, हो, आम आमच्या तिकडे गावात तो दुष्काळी भाग होता. आणि आम्हाला पाणी खूप जपून वापरायला लागायचं. आणि अक्षरशः 4-4 दिवसांनी पाणी यायचं. मग त्या दुष्काळी दुर्गम भागात अ, म्हणजे असं म्हणजे राहणं अवघडच होतं तिथे. आणि आंघोळीला आपलं कसंबसं आ अर्धी बादली पाणी वगैरे यायचं. मग ते बाकी मग अ, म्हणजे अ, खर्च बाकी शक्यच नव्हतं ना, बाग वगैरे फुलवणं तर आम्हाला <chuckles> लांबचीच गोष्ट, कारण आहे ते पाणी मिळत नाही. म्हणून मग आम्ही बचतीची तेव्हापासून सवय होती आम्हाला. आणि मग आम्ही घागरी-घागरी अ, भरून आणायचो पाणी दुरून वगैरे. मग ते अ, मग ते फार आमच्या डोक्यात होतं मग आम्ही म्हटलं, की नाही दुष्काळी आहे ना, दुष्काळी भागात अ, सगळी सवय आहे. मग ती, ती जात नाही <chuckles> लवकर. आणि ते चांगलं आहे ना तुमचं आहे ते पाणी तुम्ही वापरताय मग तेच जर दुष्काळी भागात जर डायव्हर्ट केलं तर, किती चांगला फरक पडेल ना तिथे पण सधनता येईल किंवा त्या लोकांना पण अशी हरियाली येईल त्यांच्या गावामध्ये म्हणून मग अ
हां. अरे बापरे! हां. बापरे! हां. हां. हो ना. हां. अरे बापरे! हो ना. हो. हो. म्हणजे हे तुम्हाला लहानपणापासूनच एक सवय लागली त्या बाबतीत म्हणजे त्या गोष्टीची. मग तुम्ही असं अ काय म्हणताय?
हो, हो. आणि हं.

हां आणि असा पाठपुरावा केला पाहिजे, की गव्हर्नमेंटला, की अ, ते जर इथलं जे आता पुरामुळे इथे ओला दुष्काळ पडला होता. तर ते पाणी जर ते तिथं डायव्हर्ट केलं असतं, तर त्या दुष्काळी भागांना पण मदत झाली असती. मग ते ते थोडं मॅनेजमेंट पाहिजे ना, मग त्याच्याकडे मोठ्या अ, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं निधी वगैरे यायला लागतो, मग ते असं. म्हणजे तशी ती चालू केलेली आहे त्यांनी अ, पाईप नलिका योजना, थेट पाईप नकलं जो म्हणजे जत सारख्या भागात वगैरे, त्यांनी दुष्काळी भागात ते डायव्हर्ट केलेलं आहे पाणी. म्हणजे पुराचं वगैरे झालेलं आहे हां, मग त्याच्यामध्ये अजून सुधारणा होणं गरजेचं आहे आणि लोकांचा अ, रिस्पॉन्स पण चांगला भेटतोय तिथे. आणि अ, म्हणजे जत सारख्या भागात वगैरे पण शेती वगैरे अ, पिकायला खूप मदत होईल असं वाटतं मला. म्हणजे तिथे दुष्काळी भाग अ, आता राहणार नाहीत. लातूर किंवा ते भाग आहेत ना, मग त्याच्यासाठी असं खास त्यांनी करू शकतात, की ते पाणी डायव्हर्ट करू शकतात तिथे आणि ते भाग असे सधन होतील आणि त्यांची जमीन पण अशी सुपीकतेने पिकेल. आणि तिथे पण एक चार दिवस चांगले येतील म्हणजे दिवाळी होईल त्या लोकांची.
हो. अरे! हां. हो, अगदी बरोबर. हो. हां. हो ना, ओके. अगदी बरोबर. हां. हो. अगदी छान. अ, हो. हो ना हो, खूप प्रॉब्लेम आहे त्या साईडला म्हणजे खूप मोठा अ, प्रॉब्लेम आहे हा तिकडे. त्याच्यावर काहीतरी उपाय म्हणून म्हणजे कसं होऊन जातं ना, एखाद्या ठिकाणी ज्याला गरज नाही आहे, त्याला नाकापर्यंत पाणी आहे आणि तिथे ज्याला गरज आहे त्याला एक थेंबही पाणी मिळत नाही अशी परिस्थिती होऊन जाते काही वेळा. म्हणजे हे एक अ, सरकारचं नियोजन व्यवस्थित करायची गरज आहे या बाबतीत. आणि मग तुम्ही अ, जे म्हणतो आपण पाणी वाचवण्यासाठी लोकांना क म्हणजे ह्या गोष्टीसाठी कसं प्रेरित करणार. म्हणजे सुरुवात कशी करावी खर्च, वेळ किंवा जी काही म्हणजे व्यवहारासाठी हे जे काही आता तुम्ही सर सरकारशी बोलणं म्हटले, तर त्याच्यासाठी कशी पावलं उचलावी वगैरे काही सांगू शकणार?
हो. येतं. हं, हो ना. नक्कीच. अगदी. हां. हां, मग तो मसुदा त्यांनी कोणीतरी लिहिला पाहिजे, म्हणजे अ, महानगरपालिका किंवा झेडपी लेव्हलला, जिल्हा पातळी लेव्हलला. मग तो मसुदा तयार करून अ, त्याची विधानसभेत अ, म्हणजे मांडणी केली पाहिजे कुठल्यातरी खासदारांनी. त्या-त्या भागाचा खासदार आहे, त्यानी तो अ, म्हणजे पुढे फॉरवर्ड केला पाहिजे, मग त्याच्यावर थोडी चर्चा होऊ शकते विधानसभेत. आणि तो ठराव पास होऊन, म्हणजे ती योजना मंजूर होऊ शकते आणि मग त्यामुळे गव्हर्नमेंटचा निधी पण मिळू शकतो ना. मग अ, तिथल्या अ, जे आहेत ना, म्हणजे एम-एल-ए वगैरे त्यांनी ती इनिशिएटिव्ह घेणे घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडं राजकारण बाजूला ठेऊन जर त्यांनी चांगली ही केली ना, तर लोकांच्या दृष्टीनं खूप अ, चांगलं होईल आणि लोकांची मतं पण त्यांना मिळतील. आम्ही असं म्हणजे अ, गावपातळीवर तसं म्हणजे प्रयत्न केला आहे आमच्या तिथे, अ, म्हणजे कमिटी वगैरे बसवलेली आहे. आणि लोकं पण सपोर्ट करत आहेत. फक्त ते पुढं पास होणं किंवा अ, म्हणजे म्ह म्हणतात ना, एखाद्या खासदाराची मर्जी असणं खूप गरजेचं आहे. तर त्यांनी पुढे कुठेतरी प्रस्ताव मांडला पाहिजे असं वाटतं. मग कुठल्याही पक्षाचा असू दे, आम्हाला काही प्रॉब
हं. हो. हो. हो. हो. हो. अगदी बरोबर. हं. हो का? हां. हां. हो. म्हणजे हां, लोकं फक्त आवाज उठवू शकणार, म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी. हां, पुढे
हो. आम्ही काय करणार ना हो, हो. मग त्याचं पास होण्यासाठी, बिल पास होण्यासाठी आणि त्याला जो निधी लागणार आहे ना, तो गव्हर्नमेंट कडनच घेतो ना. मग ते त्यांची भूमिका तिथं लोकप्रतिनिधीची महत्वाची ठरते. मग त्यांनी त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे असं मला वाट
हां. हो.

अच्छा! हां, हां. अ, पण अ, बघा आपलं aroचं जे काही पाणी बघा ते रिजेक्ट पाणी असतं तेही वाया जातं बघा. aroचं. तर मग त्याचं कसं नियोजन करतात, ते कसं त्याची कशी विल्हेवाट लावता तुम्ही, वापरात आणतात?
हो, हो. हो, हो. हो. तर ते वेस्ट होतं ते पाईपमधून येतं ना, पाणी ते आणि प्युअर असतं चांगलं असतं म्हणजे ते यूज करू शकता म्हणजे पिऊसुद्धा शकता अशी प्युरिटी असते. म्हणजे थोडेफार असतात त्याच्यामध्ये क्षार, पण असंही प पिण्यायोग्य आहे पाणी असं सिद्ध झालंय त्याचं. म्हणून मग मी ते पाणी काय करते एका कटोऱ्यामध्ये भरून घेते जेवढं वेस्ट होतं तेवढं किंवा असं पातेल्यात भरून घेते ते आणि ते किचनच्या स्वयंपाकासाठी यूज करते मी ते पाणी, असं करते हां.
हां. हो, हो. हां, हां. हो. हां, हां. हो का? अच्छा! हां. म्हणजे त्याचाही वापर होऊन जातो. आणि अ, बघा आता आजकाल एसी वगैरे चालतात, तर मग एसीचं ही पाणी बघा बाहेर जातच थोडं. तर मग ते कुठे तुम्ही सोडलंय किंवा त्याचं काही वापर केलाय का?
हो, हो. हो. हो ना.

हो, पण ते अ, सोसायटीचे वगैरे काही नियम असतात ना, हो मग त्यावेळी मग सगळ्यांनी मदत केली का नाही?
अ, नाही अ, सोसायटीचं अ, नाही मी म्हणत आहे मी इंडिव्हिज्युअल घराचं म्हणते म्हणजे आमचं इंडिव्हिज्युअल घर आहे ना, तर अ, आम्ही आमच्यामध्ये अशी सोय करून घेतली आहे सोसायटीचं मग अ, त्यांनी कॉन्ट्रिब्युशन काढावं आणि अ, तसं मग अ, मशीन किंवा काही प्रकल्प असतो ते अ, कंपन्यांना विचारून नक्कीच ते हार्वेस्टिंगचा प्रकल्प करू शकतात म्हणजे जेणेकरून त्या सोसायटीलाच त्या पाण्याचा वापर करता येईल आणि काहीतरी असं म्हणजे त्यातून करता येईल ना बरेच बाग वगैरे डेव्हलप करता येईल किंवा ते रियूज करता येईल पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वापर होऊ शकतो ना त्या पाण्याचा.
हां. अच्छा-अच्छा. हां. अच्छा, हां. हो, हो. हो. अगदी बरोबर. अ, म्हणजे खूप सुंदर आहे तुमचं हे जे काही नियोजन म्हणताय ना, तुम्ही. अ, पण अ, स्वयंपाकात सुद्धा खूप पाणी जातं जसं की म्हणजे भाज्या धुणं, भात शिजवणं म्हणजे भरपूर ठिकाणी पाणी लागतंच आणि आजकाल इतकं फवारणी असते किंवा कोरोना पीरियड नंतर आपण 3-3 वेळा भाज्या धुतो वगैरे तर मग अशा वेळी मग तुम्ही कसं म्हणजे वापर कमी करतात पाण्याचा, कसं नियोजन करतात पाण्याचं स्वयंपाकासाठी.
हां. हो. हो, हो. हां, म्हणजे एखाद्या टपमध्ये घ्यायचं त्या पाण्यात अ, ते बुचकळायच्या भाज्या वगैरे सगळं धुवून घ्यायच्या, क्लीन करायच्या आणि पुन्हा ते पाणी आहे ना, ते झाडाला आमची बा गार्डन आहे आम्ही तिथे टाकते ते पाणी. म्हणजे कुठे असं अ, वेस्ट करत नाही आणि पुन्हा-पुन्हा भरून घ्यायचं आणि बाकीचं काही क्लीन असेल तर त्याच्यामध्ये क्लीन करून घ्यायचं धुणे म्हणा म्हणजे 2-3 वेळा मी क्लीन करून घेते. मग ते मग ते पाणी अ, झाडांना किंवा कुंड्यांना तुम्ही वापरू शकता नक्कीच म्हणजे ते वेस्ट जात नाही आणि ते अ, धुतलेलं वॉटर असंत झाडांना मग खतच होतं ना, एक प्रकारचं असं म्हणते. हां. मग तसा वापर करते मी त्याचा आणि आणि बाकी मग किचनला वगैरे कसं ते मग तेवढं लिमिटेड पाणी घेतो आमटीसाठी म्हणा किंवा भाज्या शिजवायला पाणी मग त्याची वाफच होते शेवटी मग तेवढं चालतं तसं काही यू अ, हे नाही. आणि पिण्यासाठी जसं हवे तसे जार भरून घेणे म्हणा किंवा ग्लासमध्ये भरून पाणी ठेवणे आणि अ, पाणी ज वापरतो पण ग्लास पूर्ण पीत नाही थोडा पितो मग राहिलेलं पाणी असतं ते मी झाडांनाच टाकून देते उगीच म्हणजे वेस्ट कशाला करायचं ना अ, ह्याच्यामध्ये मग इतकं थोडं बचतीनं जर पाणी वापरला ना, तर त्याचा साठा होतो आणि आपल्याला कधी ना, कधी ते उपयोगाला येतं असं म्हणजे रिसोर्स आहेत नॅचरल रिसोर्स तर ते अ, अगदी म्हणजे व्यवस्थित काटेकोरपणे वापरले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होतो आणि आता शेती-बिती पण तिथं पण तसं म्हणजे करू शकता शेता शेत वगैरे असेल, तर तिथे अ, ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन वगैरे अशा पद्धती वापरून सुद्धा तिथं असं पाणी पूर्ण शेतीभर पसरत नाही किंवा अगदी निचरा होत नाही ना पाण्याचा, त्यासाठी काहीतरी जलसंधारण मोहिमा वगैरे चालू करू शकतो किंवा असं असं मी त्यामध्ये सांगू शकते तुम्हाला शेतीच्या बाबतीत.
हां. हो. अरे वाह! छान. अरे वाह! हो. हां. आणि अरे वाह! छान हां. हं, हं. हो हो. हां. हां. हो. हां. अगदी बरोबर. हो, हो. अगदी बरोबर. हां. हो. हो.